आज बघा ना, असं काहीतरी आपल्याला दिसतंय ना रिमिक्सची दुनिया आणि रिमेकची दुनिया खूप जास्त बदलत आहे नाही का? जुने गाणे रिमिक्स करून दाखवतात, पिक्चरपण रिमेक करून दाखवतात. मग तुम्हाला पण असं काही वाटतं का हो का रिमिक्स आणि रिमेकबद्दल तुमचं काय मत आहे?
हं. हं. अं, छान मत आहे. अ, त्या गोष्टीचा सन्मान करतो, की काही लोकं रिमिक्स करतात किंवा रिमेक करतात.
हं, हं.
ठीक आहे. पण त्यातली आणखीन एक बाजूही मला अशी वाटते की अ, तुमची क्रिएटीवीटी संपली का? की तुम्ही अ, रिमिक्स गाणी करताय आणि तुम्ही अ, रिमेक करता आहे. तुमच्याकडे नवीन काही नाही का? अ, तुम्ही काही करू शकत नाही का? असा अ, सहज प्रश्न येतो आणि कौतुकही वाटतं कधी-कधी. कधी-कधी प्रयत्न छान असतात, कधी-कधी अ, नकोशी वाटतात. असं होतं ना बऱ्याच वेळा.
हो ना. हो ना. बरोबर, खूपच अ, बरोबर बोलले तुम्ही. कधी-कधी होतो का ह्यांच्याकडे खरंच क्रिएटिव्हिटी नाही आहे का? म्हणून हे सगळं असं करतात आहे, नाही का? प्रश्न येतो मनामध्ये. मग मला सांगा ना, असं तुम्हाला वाटतं का की काही रिमिक्स आणि रिमेक्स ओरिजिनलपेक्षा जास्त चांगली किंवा वाईट असू शकतात?
हं. नाही आहे का. बरोबर, बरोबर. हो, हो, नक्कीच, नक्कीच. अ, म्हणजे अ, असे बरेचसे उदाहरणं आहेत, अ, त्यातला अ, रिमेकचा एक सिनेमा आला होता. शोले पिक्चरचा रिमेक केलं होतं, राम गोपाल वर्माने.
हो, सांगा ना? उदाहरण सांगा मला. हं, हं. कोणत्या पिक्चरचा?
अ, शोले सिनेमाचा रिमेक झाला होता, राम शोले, शोले. हां, राम गोपाल वर्मा नावाचे जे दिग्दर्शक आहेत, ज्यांनी सत्या, रंगीला, सारखे सिनेमे दिलेत आपल्याला, अ, अ, कंपनी त्यानंतर अ, असे बरेच अनेक सिनेमे आहेत, अ, राम गोपाल वर्माचे, अ, एक वेगळी छाप होती त्यांची. तर त्यांनी हो, तुम्ही बघितलं असेल ना, सत्या बघितला असेल, रंगीला बघितला असेल, आमिर खान, उर्मिला. बघ चित्रपट बघता ना तुम्ही?
शोले, अच्छा. हो, हो, हं, हं. हां. हो का? हो, पण आता जे अ, तुम्ही ह्याचं सांगितलं, शोले पिक्चरचं, त्याच्यामध्ये काय असं बदल केला आहे, काय ते उदाहरण द्या ना मला?
हां. अ, हो, हो, नक्की, नक्की. अ, आग नावाचा सिनेमा होता, राम गोपाल वर्मा की आग, असं त्या सिनेमाचं नाव होतं. त्याच्यामध्ये गब्बर सिंगची भूमिका, अमिताभ बच्चन यांनी केली होती.
हो का?
हां, अजय देवगण होते, आणखी आणखीन एक नवीन कलाकार होता. असं ते सगळं अ, निशा कोठारी नावाची एक अभिनेत्री होती. असा तो सिनेमा होता. पण तो अ, पुरता फसला होता तो सिनेमा. फार मजा नाही आली त्याची. म्हणजे अ, आणि तो फ्लॉपही झाला सिनेमा. पण का त्यांनी असं काय केलं होतं? म्हणजे रामगोपाल वर्मांनासुद्धा कळलं नसेल, की आपण हे सिनेमाच का बनवला? इतका म्हणजे तो अगदी सुमारज दर्जाचा सिनेमा होता तो. म्हणजे बघा तुम्हाला नावसुद्धा माहिती नाही त्याचं किंवा असं <chuckles> असा तो एक अ, रिमेक कारण मी शोलेचा अ, चाहता असल्याने ना तो सिनेमा जाऊन बघितला होता. पण माझी इतकी निराशा झाली काय सांगू तुम्हाला अ, फार निराशा झाली.
हं, हं. <chuckles> हो का? नाही. हम्म. <chuckles>
तर अ, आणि त्याच पद्धतीने आणखीन एक सिनेमा आला होता. पुन्हा अमिताभ बच्चनचाच सिनेमा होता. अ, अग्निपथ नावाचा.
हो, सांगा ना? हो, हो.
त्याचाही रिमेक आला होता. त्याच्यामध्ये ऋतिक रोशन होते. मग ते रिमेक केल्यानंतर तो सिनेमा मला अ, जरा बरा वाटला होता. अर्थात तो सिनेमा एक स्टोरीलाइनच फक्त अ, सारखी होती. नाहीतर मग तो अ, सिनेमाचे कलाकार, सिनेमाची ट्रीटमेंट, सिनेमा बनवण्याची पद्धत, टेकिंग, कलर्स, अ, कलर् ग्रेडिंग, गाणी वगैरे असं सगळं-सगळं अ, वेगळ्याच पद्धतीचं होतं. तो सिनेमा म्हणून तो अ, म अग्निपथ असूनसुद्धा तो वेगळा वाटतो सिनेमा. असं
हं, हं. हो ना. म्हणजे बघा ना काही-काही अ, ठिकाणी हे पिक्चर म्हणा, अ, गाणी म्हणा, कुठे-कुठे हे यशस्वी झाले आहे किंवा कुठे-कुठे अपयशी झाले आहे. असं तुम्हाला वाटलं का?
हो, हो. हं, हं. हो, हो. अ, जसं सांगितलं आता तुम्हाला मी, की अ, हा सिनेमा होता, राम गोपाल वर्मा की, "आग." हा अ, प प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला नाही तो आणि अ, नवीन अग्निपथ जो होता म्हणजे जुनाही अग्निपथ आणि नवीन पण अग्निपथ दोन्ही सिनेमे अ, वेगवेगळ्या पद्धतीच्या असल्या कारणाने तो सिनेमा अ, प्रेक्षकांना ॲप्रिशिएट केला प्रेक्षकांनी. म्हणजे तो हिट सिनेमे आहेत ते दोन्ही पण. सेम विषयाचे सेम टायटलचे सिनेमे असले तरी. पण तेच अ, शोले आणि आग या चित्रपट पटाबद्दल तसं नाही झालं. शोले खूपच गाजला म्हणजे आजही अ, रिलीज झाल्यानंतर लोकं त्याला बघायला जातात. पण अ, आग बद्दल तसं नाही, लोकांना माहितीही नाही तो सिनेमा. इतकी अ, वाईट परिस्थिती होती. म्हणजे
हं, हं. बरोबर. बरोबर, हो. हम्म. हो ना. तुम्ही हे दोघी पिक्चर अ ओरिजिनल आणि जे नंतर निघाले रिमेक ते बघितले का?
हो, हो. मी दोन्ही सिनेमे बघितले आणि दोन्हींची हो, दोन्हींची वैशिष्ट्येही वेगळी होती. त्यामुळे, आवडली मला ती अग्निपथ आवडला होता मला आणि अ, आपला हा राम गोपाल वर्मा की आग अ, तितकासा नाही भावला मला.
हो का? हं, हं. हं, हं. बरोबर आहे आणि ह्याच्यामध्येच असे गाणे पण असतील ना असे रिमिक्स केलेले गाणे म्हणा, नाही का? आता नवीन-नवीन, त्याचे काही उदाहरणं द्याल?
हो, हो. अह, हो, हो. हो, हो. हो नक्कीच ना. अ, डॉन सिनेमाचं गाणं आलं होतं. अ, ते रिमेक होतं आणि अ, अ ल्ला अरे दिवानो मुझे पहचानो.
कोणतं? अच्छा, हो, हो.
हां, ते रीमिक्स होतं आणि अ, त्यानंतर काय परदेशीया अ, त्यानंतर अ, ते काटा लगा नावाचं एक गाणं होतं. ते अ, त्यानंतर चढती जवानी, मेरी चाल मस्तानी असं एक नाही अनेक हां, हां.
हं. पण हे हो ना, पण हे जेव्हा ओरिजिनल असतात, तेव्हा तुम्हाला जास्त चांगले वाटतात? का नंतर जे रिमिक्स येतात, तेव्हा ते चांगले वाटतात? काय फरक असतो, यांच्यामध्ये?
अ, त्याच्यामध्ये आहेत ना, थोडंसं बीट्स बदलल्या जातात. म्हणजे अ, जुनी गाणी जी असतात ना, ती आपण ओरिजिनल जर धरली, तर आत्ताची जी गाणी असतात. त्यांची अ, त्या गाण्यांची जुन्या गाण्यांची बीट बदलली जाते. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा बीट दिले जाते. त्याला अ, त्यावरती नाचता यावं, नृत्य करता यावं, अशा प्रकारचं त्यामध्ये अ, थोडंसं संगीत ॲड केलं जातं. अ, अ, एखादे 2 शब्द इकडच्या-तिकडे करून, असं ते अ, गाणं असं मस्त अ, त्याला तडका मारला जातो, खरंतर. पण अ
हं, हं. बरोबर. हो, त्याचे बोल आणि त्याचं सूर, ताल, लय आणि धून सगळं वेगळं असतं. नाही का? मग ओरिजिनल चांगलं वाटतं का री अ, रीमिक्स चांगलं वाटतं?
हां. वेगळा करून टाकायचा प्रयत्न कर अर्थातच, ओरिजिनल मला आता आवडतं, अ, रिमेक नाही, कारण रिमेक अ, कदाचित असं ही असेल, की आपण जे ओरिजिनल आधी ऐकतो, आपण इतकं ते कानांवरती, आणि ते सूर, इतके गोड वगैरे असतात ना, त्याचे शब्द कळतात आपल्याला, ते गाणी कळतात, म्युझिक असं, अ, कानांना असा त्रास देत नाही, ते अ, मधुर वाटतं, ते तर तेव्हा त्यामुळे मग ते छान वाटतं. पण ते जेव्हा रिमेकसारखे असतात, त्यामध्ये एक्स्ट्रा बीट असतात, वगैरे-वगैरे, तर अ, म्हणजे अ, सॉरी पण मला एक ही असं रिमेक गाणं नाही आहे, की मला ते अ, तुम्हाला स सांगताना आनंद होईल. हां, पण एक अ, जुनं, एक किस्सा आहे, की अ, जी अ, जुनी गाणी असायची, म्हणजे अ, किशोर कुमार, रफी, अ, मुकेश, हेमंत कुमार, यांची जी गाणी आहे ना, ती पूर्वी कॅसेट्स असायच्या ना, त्यामध्ये यादे नावाने एक यायचं, ते नव्याने सिंगर गायचे हो, त्यामध्ये ना नव्याने सिंगर गायचे आहेत, मग अनुराधा पोडवला असतील, अ, कुमार शानू असतील, अ, सोनू निगम असेल, ही मंडळी आहे ना, ती जुनी गाणी, म्हणजे रफी जी गाणी सर्वसाधारण अ, सोनू निगम गायचे, अ, ते रिमेक असायचे, पण ॲज इट इज असायचे, म्हणजे फक्त त्यातले गायक बदलायचे, अ, गाणी तशीच असायची. पूर्ण गाणी तशीच असायची पण ते नव्याने त्याचे निर्माण करायचे, म्हणजे काय करायचे, गायक बदलायचे, संगीत तसल्याच प्रकारचं असायचं, गी अ, त्यामधले शब्द इकडचे-तिकडे चेंज करत नव्हते. अ, जमल्यास तर सुर ही तेच असायचे, तर ती गाणी हां.
<chuckles> हो. हो ना. हं, हं. बरोबर. खरंच ना. हं. हो ना, समजले मला. हं, हं. हो, स हां, हां. हो का? हं, हं. हो का? हो, हो, हो. बरोबर. हो ना, म्हणजे फक्त गायक बदलायचे.
फक्त गायक बदलायचे. असं अ, तुम्ही धरा किंवा नव्याने कंपोज ते म्युझिक अ, करायचे पण अ, जुन्यासारखंच करायचे. तर ते ऐकायला मजा यायची ती. म्हणजे अ, किशोर की यादे, रफी की यादे, यादे नावाची एक सीरीजच होती, मला वाटतं T-Series वर होती ती, तर अ, ते आवडायचं मला. त्यानंतर अ, अ, नवीन गाणी पण असायची ना, अ, समजा अ, दिल पिक्चर आहे, सडक पिक्चर आहे, अ, मैंने प्यार किया पिक्चर आहे. ते झंकार बिट्स नावाचा एक प्रकार होता, त्या गाण्यांना ते हो, "झंकार बीट्स" द्यायचे. म्हणजे एक्स्ट्रा फक्त बीट्स असायचे त्याच्यामध्ये, डाकचिक डाकचुक डाकचिक डुकचुक असं काहीतरी चालायचं ते मागे आणि गाणी चालायचे, त्याला "झंकार बीट्स" म्हटलं जायचं आणि तीही रिमिक्सचाच प्रकार होता. पण त्यातही मला काही एवढं अ, वाईट वाटत नव्हतं कारण ते मूळ गाण्याला आहे ना ते काही अ, अ, घात करत नव्हते. तो ॲज इट इज त्याचा आनंद मिळायचा आपल्याला, त्यामुळे हे जे
हं, हं, हं. हो, बरोबर. हो ना. हो ना? अरे वाह! <chuckles> खरंच खूप छान! छान! हं, हं. हो ना? हो का? हां, हां. हं, हं. हो का? हो. नक्कीच म्हणजे ओरिजिनल ओरिजिनल ते ओरिजिनल राहतं नाही का? कितीही रिमिक्स केलं तर. मग बघा ना, असे कलाकार आणि निर्मात्यांनी असं ओरिजिनलचा सन्मान राखताना नव्या कल्पना कशा जोडाव्या? म्हणजे बरोबर संतुलन कसं राखायचं त्याच्यामध्ये, काही सांगाल?
हो, हो, हो, नक्की-नक्की, नक्की-नक्की. हं, हं, हं. अ, अ, सहसा तर मला असं वाटतं की अ, रिमेक करताना अ, त्या शब्दांचा त्या म्युझिकचा अतिरेक होणार नाही. अ, प्रेक्षकांच्या कानांला, मनाला त्रास होणार नाही. अशा पद्धतीचंच त्यांनी त्याच्यामध्ये रिमेक करावं असं एक अ, आवर्जून मला वाटतं. त्यानंतर मग अ, तुम्ही जर म्हणाल की अ, सी सिनेमाचं रिमेक जर असेल तर त्यामध्ये अ, अग्निपथ जसं केलं आहे तर तशा पद्धतीचा असावा. तो सिनेमा जरी त्या स्टोरीचा असेल, सेम कथेवरचा असेल. तरी तो सिनेमा करतांना अ, मूळ चित्रपट आणि नव्याने आपण रिमेक करतोय चित्रपट, अगदी वेगवेगळे भासले पाहिजे.
बरोबर. हं, हं. बरोबर.
तुमची क्रिएटीव्हीटी त्यामध्ये असली पाहिजे, असं मला वाटतं. तर अ, ते छान म्हणजे अं, वाटेल मला असं मला वाटतं.
हो, हो, नक्कीच म्हणजे ओरिजनलचा सन्मानपण राखायचा आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये नव्या कल्पना जोडायच्या आहेत, तर काहीतरी त्याच्यामध्ये क्रिएटिविटी करा. पण ओरिजनलचा सन्मानपण तुम्ही करा. त्याच्यामध्ये काही छेडछाड करू नका, नाही का? असं सांगतात. म्हणजे तुमचं बरोबर योग्य संतुलनपण त्या पिक्चरमध्ये किंवा त्या रिमेक्स-रिमिक्समध्ये राहील नाही का, एकंदरीत. बरोबर. मग बघा ना, आता हे तंत्रज्ञानाचं आणि ए-आयच्या वापराचं, यामध्ये काय स्थान असावं, असं तुम्हाला वाटतं? कारण आता ए-आय खूप चालू आहे. नवीन पद्धत निघलेली आहे आणि आपलं तंत्रज्ञानपण खूप जगभरात आता खूप वाढत चाललेलं आहे. मग नेमकं यांचं स्थान कसं असावं यांच्यात?
राखायचं. काय करायचं? हां, हां. हां. अगदी बरोबर, अगदी बरोबर. अगदी बरोबर, अगदी बरोबर. येस, येस. हो, हो, हो. अगदी बरोबर. अगदी बरोबर. अहो, AI ने तर अ, अ, रफी साहेबांचे, किशोर कुमारचे अ, मी गाणी ऐकलीत. जे आत्ताची गाणी आहेत, ते रफी साहेब गातायत असं. अ, म्हणजे एक हो, कभी हां कभी नाच गा गाणं आहे. अ, ए काश के हम अ, होश में न आने पाए. तर ते गाणं किशोर कुमारच्या आवाजातन AI ने केलंय, ऑलरेडी. हो आणि ते
हो ना. <chuckles> हां, हां. हो का? मग तुम्हाला कितपत योग्य वाटतं हे सगळं, यांचं स्थान काय असावं?
अ बघा याचं स्थान असं असावं अ, की अ, रफी साहेबांचं ते गाणं होतं ना? अ, शानचं गाणं होतं मला वाटतं. चांद शिफारिश जो करता हमारी. ते रफी साहेबांच्या आवाजात मी ऐकलं होतं. अ, म्हणजे AI ने केलेलं हं. तर एक त्याच्यामध्ये आनंद हा वाटतो, की ही जर गाणी क जी आता हयात नाहीत ते गाणं. अ, हे हयात नाहीत हे जे गायक-गायिका.
हं, हं. हो का? हं, हं. हो, हो, गायक-गायिका, हो.
हां, त्यांच्या आवाजात आजची जी गाणी आहेत, त्या लोकांनी कशी गायली असती? हे ऐकायला छान वाटतं. खूप बरं वाटतं. हो, हो. आता लता दीदी गेल्या, लता मंगेशकर ह्या वारल्या. तर त्यांचं ते आजकाल प्रचलित जाणं गाणं आहे, की अ, मेरे झोपडी में राम आएंगे.
हां, हो. काहीतरी नवीन. हो, हो. हो का?
राम आयेंगे हां, राम आयेंगे, तो अंगना सजाऊंगी हे नवीन गाणं आहे. ते लता द्या मंगेशकर गेल्यानंतर त्यांच्या आवाजात जा एआयने गाणं करून दिलं, म्हणजे त्यांनी ते भजन कसं गायला असतं? हे पण आहे, म्हणजे ते यूट्यूबवर अ, अव्हेलेबल पण आहे, आता मी जेवढी गाणी सांगितलं, तेवढे तुम्ही बघू शकता, एआयची गाणी. आहे, आहे ते गाणी आहेत आणि फार भारी वाटत, ते ऐकायला बरं का. अरे! हे लोकं जर आत्ता असती, यांनी ही गाणी गायली असती, तर अशा अंदाजामध्ये गायली असते आणि खूप अ, अ, अद्भुत अनुभव येतो. छान वाटतं ते. हो, हो.
अरे वाह! हो ना? हो, हो. नक्कीच, नक्कीच. हो ना? हो ना? अरे वाह! नक्कीच. मी अ, खरंच ट्राय करेल, हे सगळं. पण आता बघा ना, हे कायदेशीर आणि नैतिक बाबी, म्हणजे बघा क्रेडिट, रॉयल्टी इत्यादींविषयी तुमचा दृष्टिकोन काय आहे?
हो, नक्की, नक्की. ते एक्चुअली कंपनीच्या काय त्याला म्हणतात स्ट्रॅटेजीवरती अवलंबून असतं की त्यांनी रॉयल्टी कशी करावी, काय करावी? अ, रॉयल्टी जे अ, शक्यतो गायक, संगीतकार, गीतकार यांच्याकडे असतात अ, किंवा कधी-कधी ते कंपनी पण अ, त्यांच्याकडनं हक्क विकत घेतात. तर त्याच्यामध्ये हे वेगवेगळ्या तरतूद आहेत अ, ते अ, तो, म्हणजे खूप अ, विस्तृत विषय आहे तो, असा एका शब्दात, 2 शब्दात सांगता येणारा नाही, खरं सांगायचं, तर.
बरोबर. हं. हं, हं. हो, हो. हं, हं. हो ना?
असं मला वाटतं. हो, हो.
हो. नक्कीच. खूप छान माहिती दिली आणि रिमेक्स आणि रीमेकबद्दल तुमचं मत ही तुम्ही मांडलं आणि एकंदरीत ओरिजिनल ते ओरिजिनल राहतं नाही का? आणि एआयची गाणी पण इतके छान चालत आहे. तर त्याचं स्थान पण नक्कीच चांगलं असावं, एकंदरीत. खरंच तुमच्याशी मला बोलून खूप छान वाटलं आणि तुमची ही माहिती महत्त्वाची होती. नक्कीच मी तुमच्याशी पुन्हा बोलेल, धन्यवाद!
येस, येस. येस, येस. मी पण तुमच्याशी नक्की बोलेन, नक्की आपण गप्पा मारूयात. अ, खूप आनंद झाला तुमच्याशी बोलून अ, तुमचे ही खूप-खूप आभार, खूप-खूप धन्यवाद. थँक यू, थँक यू व्हेरी मच.